नाही ते तर अ, अ, अगदी बरोबर आहे आणि ते काही लोकांमध्ये ते दिसतंय की ते किती अ, मोबाईलचा ह्याचा वापर करतात. अ, आजकाल मी बघते काही-काही लोकं आहेत ना कुटुंबापेक्षा जास्त त्यांना हे एस्ट्रोलॉजर म्हणा किंवा ChatGPT. आपले प्रॉब्लेम्स ChatGPTला सांगतात पण कुटुंबाला सांगणार नाही. तर असल्या लोकांबद्दल
हो ना. <chuckles> अ, हां, कसं आहे की अ म्हणजे आपण काय म्हणू शकतो की एक ट्रेंड झालेला आहे. म्हणजे जास्त करून, म्हणजे आपल्याला समाजात राहायचंय, आपल्या आजूबाजूला जे सगळे आहे आणि जास्त करून जे हातात आहे, ते सगळं जग आहे. मग सगळं जग काय करतंय? ते तर सगळं असंच करतंय ना? मग आपण असे मागासलेले वाटतोय. मग मला पण असं अ, सांगायला छान वाटेल की मी पण ChatGPTवर केलं किंवा मी पण असं केलं. म्हणजे आपण कसं म्हणतो की एक कूल दिसण्यासाठी असं ते हे करतात. त्याचा वापर करतात. पण मला असं वाटतं की बाकीच्या याच्यासाठी या याच्यासाठी अ, अकॅडेमिक काही रिसर्च असेल म्हणजे मी असं बघितलेलं आहे किंवा आपल्याला काही टास्क किंवा काही मॅनेजमेंट. अशा काही गोष्टींच्या जर काही टिप्स हव्या आहेत, म्हणजे इमिडिएट आपल्याला असं थोडं इमिडिएट लागतं ना त्याच्यासाठी ते खरंच खूप चांगलं आहे. कारण म्हणजे मी पण वापरते. पण असं पर्स हं.
हं. हं, हं. हं. हां. हां. हां. हं. हं. हां, हां. ओके. त्यासाठी अ, हां, काही लोकं आहेत ना त्याचा पर्सनल पण युज करतात माझ्या लाईफमध्ये असं असं चाललंय. प्लीज ॲडवाइज. <chuckles>
अ, हो, हो, हो. म्हणजे <chuckles> मी पण ऐकलेलं आहे.
त्या लोकांसाठी तुम्ही <chuckles> काय सल्ला द्याल नक्की आणि कुटुंब आहे पण कुटुंबाला ते सांगायचं नाही, पण ChatGPTच्या मदत घ्यायची पर्सनल गोष्टी
हो, हो. म्हणजे ते तसं चांगलं नाहीये कारण तो सगळा डेटा अ, जरी ते नाही म्हणत असले, तरी तो जमा होतोय, असं सगळं म्हणजे बातम्यांमध्ये ऐकायला येतं. आणि ते उद्या आणि कसं आपण लॉगिन करतो ना, तर आपली माहिती त्यांच्याकडे असतेच. तर ते म्हणजे त्याचा काहीही गैरवापर होऊ शकतो आणि असं होऊ शकतं. म्हणजे ते नाहीच करावं आणि त्यामुळे आपण असे अ, एकटे होत चाललोय म्हणजे त्या मशीनसोबत. कारण आपण जर घरात नाही विचारत, मित्र-मैत्रिणींना नाही विचारत, तो संवादच नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की कदाचित ते अ, आपण काय म्हणतो, एक भरोसा नाही राहिलेला आहे नात्यांवर. नको घरात सांगायला, नको विचारायला, असं तर एक येत गेलंय हळू-हळू सगळ्यांमध्ये आणि मग ते कमी होत गेलंय असं म माझं मत आहे.
हं, हं. हं. हं. हो. हं, हं. हं. हां. हं. हं. नक्कीच, नक्कीच. तर हा जो भरोसा आहे तो वाढवायला आपण काय करू शकतो? नाती परत अ, टिकवायला म्हणा किंवा ती स्ट्राँग करायला आपण आजच्या काळात काय करू शकतो किंवा काय केलं पाहिजे?
फोन बाजूला ठेवणे.